खूपदा असं होतं की आपण खूपदा, म्हणजे प्रेमात पडतो, आपल्याला प्रेम होतं. प्रेम म्हणजे जरूरी नाही का माणसांवरच होणे. किंवा प्राण्यांवर होऊ शकतं, पक्ष्यांवर होऊ शकतं किंवा एखाद्या गोष्टींवर होऊ शकतं. आपले आदर्श व्यक्ती असतात, त्यांच्यावरही आपण प्रेम करू शकतो. तर असं कधी झालंय का, आपण खूपदा प्रेम केलंय आणि त्या प्रेमाने, म्हणजे नाही का, तुमचं आयुष्यच बदललंय? जसं की प्रेम केल्याने खूपदा प्रेम-भंगपण होतं किंवा ते प्रेम बहरतं, फुलतं आणि त्यातून 1 अ, नवीन पैलू आपल्या आयुष्यात उलगडतात. तर आपलं असं काही आहे का, हो? तुम्ही म्हणजे काय, प्रेमामुळे तुमच्या आयुष्यात काय बदललं?
सर्व काही माझं अख्खं आयुष्यच बदललं, असं म्हणायला पाहिजे. पण ते असं काही अ, रोमॅन्टिक प्रेम, जसं आपण म्हणतो, तसं नाही. अ, खूप अ, व वर्षांपूर्वी, जेव्हा मी अ, कॉलेजमध्ये होते, तेव्हा मी ॲनिमल रेस्क्यूपण खूप करायचे. तर अ, 1दा असं झालं की सकाळची, पहाटची वेळ होती आणि खूप असा पाऊस खूपच जास्त पडत होता. आणि त्यामुळे ना, सगळीकडे खूप पाणी साठलेलं होतं. तर अ, माझ्या काकांचा मुलगा सकाळी-सकाळी अ, 4:30 वाजता आला आमच्या घरी आणि त्याच्या हातात एकदम लहान असं कुत्र्याचं पिल्लू होतं. तर अ, त्याला माहिती होतं की मी ॲनिमल रेस्क्यू करते. तर त्याने आमची दाराची घंटी वाजवली आणि मी एकदम अचानक आम्ही सगळे घाबरून उठलो की कोण आलं इतक्या सकाळी-सकाळी आणि पावसात? तर पाहिलं, तर हा छोटासा पिल्लू घेऊन आला. आणि तो म्हणाला, की “मी ऑफिसवरून” त्याची नाईट ड्युटी असायची, तर तो ऑफिसवरून घरी येताना त्याने पाहिलं, की हा पिल्लू असं पाण्यात बुडतोय म्हणून, तर त्याने त्याला वाचवलं आणि तो माझ्याकडे घेऊन आला, की “मी आता काय करू ह्याचं?” तर मी म्हटलं, “अरे बाबा, ह्याच्या ह्याने तर खूप भरपूर पाणी ह्याच्या पोटात वगैरे गेलं आहे, असं मला वाटतंय.” तर आम्ही त्याला छान, मी त्याला असं अंघोळ वगैरे घातली, साफ स्वच्छ केलं. आणि माझ्याकडे जे 1-2 असं औषध होतं, ते मी त्याला दिलं तेव्हा. आणि नंतर मग, मी त्याला माझ्याकडेच असं जवळ घेऊन झोपवलं, तर तो छानपैकी असा झोपला. मग मी त्याला घेऊन गेले, मग दिवस झाला, मग तेव्हा दुपारच्या, अ, मला वाटतं 12 वाजता मी त्याला 1का अ, ॲनिमल डॉक्टरकडे, वेटकडे घेऊन गेले. आणि मग जेव्हा त्यांनी त्याला तपासलं, तर ते म्हणाले, की “ह्याने भरपूर पाणी, म म्हणजे खराब पाणी, गटाऱ्याचं, त्याच्या पोटात वगैरे गेलं आहे आणि त्याला इन्फेक्शन झालं आहे.” तो खूप वीक असा वाटत होता आणि तो म्हणजे 2-2-3 महिन्यांचाच एवढा होता, लहान होता भरपूर.
अरे बापरे! हां, हां. हां, हां. अच्छा. हां. हां, हां. अच्छा. हां, हां. हं. अच्छा. हां, हां. मग? हां, हां, हां. हो, हो. अच्छा. अरे, वाह, वाह! हो, हो. हां, हां. अच्छा! अरे बापरे! हां, हां, हां. अच्छा.
तर मग मी विचारलं की “काय करायचं? मी ह्याला घरी नेऊ शकते का?” तर ते म्हणाले, अ, “तू आत्ता नेऊ शकते, पण 1-2 दिवस आपण बघूया. जर त्याची तब्येत सुधारली, तर ठीक आहे. नाही सुधारली, तर मग तू त्याला परत घेऊन ये, आपण मग त्याला अ, ॲडमिट करूया.” तर मी म्हटलं, “ठीक आहे.” मग त्यांनी औषध वगैरे दिलं. पण अ, काय झालं माहिती आहे का, की त्याने एवढं घाणेरडं पाणी त्याच्या पोटात गेलं होतं की त्याच्या लिव्हरवरती त्याचा इफेक्ट झाला आणि त्याचं लिव्हर खराबं व्हायला लागलं.
हां, हां. मग? हां, हां. अरे बापरे! हां. हां. हां. मग?
मग 2-3 दिवस तो होता माझ्याकडे. मग त्याला डॉक्टर म्हणाले की "तू याला ॲडमिट करशील, की रोज येत जाशील त्याला घेऊन? त्याला रोज सलाईन लावावं लागेल आणि औषध द्यायला लागेल." तर मी म्हटलं, "मी रोज येईन त्याला घेऊन, मी त्याला इथे एकट्याला नाही सोडत, खूप लहान बाळ आहे ते." तर आम्ही तसंच मग करत राहिले आठवडाभर. त्याला तसं मी घेऊन रोज जायचे आणि यायचे. पण अ, आठवडाभर ना सुरुवातीचे 4-5 दिवस तरी तो मस्त माझ्याबरोबर खेळायचा वगैरे आणि इन्फेक्शन होतं त्याला, विकनेस होतं म्हणून थोडंफार असं खेळून तो झोपायचा. पण ना त्याचा एक छान नियम होता. तो रोज सकाळी 6.00- 6.30 वाजता उठायचा आणि माझ्या <chuckles> अवतीभवती अशा उड्या मारायला चालू करायचा, मला तो जागवायचा. आणि मी लय आळशी असायचे तेव्हा, मला सकाळी उठायला अजिबात नाही आवडायचं. पण जे 4-5 दिवस तो होता ना माझ्याकडे, तेव्हा त्याने सकाळी म्हणजे असं 6.00 कि 6.30 वाजता तो मला उठवायचाचं कसंही करून. तर माझा एक नियमच झाला, की उठायचं लवकर आणि त्याला मग वॉकसाठी खाली न्यायचं. त्याला काय असं सुसू-पोटी वगैरे करायचं असेल ते. कारण मग घरी आणून मस्त, हो. मग त्याला घरी आणून छानपैकी असं साफ स्वच्छ करून काहीतरी खायचं, प्यायचं. मग त्याच्यासोबत माझाही सकाळचा नाश्ता वगैरे वेळेवर व्हायला लागला.
हं. हं. हं. मग? हं हं. हं. हं. अच्छा. हां. हां. हां. काय? <chuckles> अरे वाह! हां. हां. हां. अच्छा. हां. हां. हां. अच्छा म्हणजे टॉयलेट ट्रेनिंग वगैरे. हं. हं. हं. अच्छा, अच्छा. म्हणजे एकंदरीत तुम्हाला लळा लागला त्याचा?
पण हो, भरपूर. म्हणजे आम्ही असं म्हणतो ना, की "इनसेपरेबल असे झालं होत." आणि अख्खा दिवस मी त्याच्यासोबत अशी घालवायची. मी कॉलेजवरून पण सुट्टीच दिली होती, ॲप्लिकेशन दिली होती. तर मग अ, झालं काय, त्याची तब्येत जास्ती बिघडली आणि मग अ, डॉक्टरांनी सांगितलं, की "आता तुला याला इथे सोडावं लागेल." तर 2-3 दिवस त्याला अजून तिथे हॉस्पिटलमध्ये ठेवलं, पण त्याचं लिव्हर फेल झालं आणि मग तो त्याला आम्ही नाही वाचवू शकलो.
अरे बाप रे! हं, हं. अच्छा. हां, हां. अरे बाप रे! ओ माय गॉड! खूप सॅड, खूप सॅड, म्हणजे ऐकून खूप अ, दुःख झालं मला पण. मग, मग?
तर मला एकदम त्याचा धक्काच बसला. कारण एवढे 10 दिवस तरी तो माझ्याकडे होता आणि रोज सकाळी तो मला 6.00-6.30पर्यंत कसंही करून तो उठवायचा. आणि सगळं माझं वेळेवर व्हायला सुरुवात झालं होतं. आणि त्याआधी माहिती आहे का, मी इतकी आळशी होते, की माझे स्कूलचे लेक्चर पण, कॉलेजचे लेक्चरही बंक व्हायचे. मी नेहमी उशिरा पोहोचायचे. तर ह्याच्यामुळे माझे सगळे नियम बदलले आणि मला असं वाटलं, की हां, मला वाटतं, की देवानंच पाठवलं याला, की मला थोडीशी डिसिप्लिन शिकवावी आणि माझं नियमावर सगळं, वेळेवर कामं व्हायला पाहिजे ह्यासाठी. तर त्याने इतकी छान डिसिप्लिन मला लावली ना आणि मला त्याला एवढं प्रेम होतं ना माझं त्याच्यावर आणि त्याचंही माझ्यावर, की त्याला विसरणं माझ्यासाठी इम्पॉसिबल होतं. आणि जेव्हा तो अ, गेला ना, तेव्हा मग नंतर मी त्याची तर चांगलं, आम्ही त्याला आणलं घरी वगैरे, त्याचं जे शेवटचं क्रियाक्रम वगैरे असतं ते आम्ही केलं, चांगल्यापणे. हो, अंतिम संस्कार केला आणि नंतर मग अ, मी एक डायरी लिहून मग नंतर मग त्याच्याबाबत सगळं काही लिहून ठेवलं आणि मग तेव्हापासून मी निर्णय घेतला, की आतापासून मी लवकर उठणार आणि जसं त्याने मला सवय लावली होती ना, तसंच मी करणार. हो.
हां, हां. अच्छा. अरे बापरे! हं, हं, हं. हो, हो, हो. हां, हां. हं, हं. अच्छा. अंत्यसंस्कार वगैरे. हो, हो. ती पुढे कायम करणार. अच्छा, अच्छा, अच्छा. तर या सर्व निर्ण हां, हां. अच्छा. म्हणजे एक तुम्ही प्रेम केलं अ, एका प्राण्यावर आणि त्याच्यावर म्हणजे नाही का, मृत्यूनंतर तुमचं सर्व आयुष्यच बदललं, असं आपल्याला म्हणता येईल.
अ, त्याच्या प्रेमामुळे हे असंच झालं. हो ना. अगदी बरोबर.
अच्छा. तर तुमच्या आयुष्याला जी दिशा भेटली, ती आजतागायत म्हणजे तुम्ही त्याच्या आठवणीत एक परंपरेने म्हणतात ना, ते काय रुढी-वादीने पाळताय का? की आणि यामध्ये तुम्हाला कुटुंबाचं काय सहाय्य भेटलं? म्हणजे नाही का? एक समाज आहे, एक परंपरा आहे. तर त्यामध्ये याची काय भूमिका होती? घरच्यांनी तुम्हाला साथ दिली का विरोध केला? म्हणजे जसं तुम्ही बोललात, की तुम्हाला एकदम धक्का बसला, तुम्ही त्या तुमच्या ब म्हणजे नाही का? एक अ, त्याला काय निकनेम वगैरे ठेवलं होतं का तुम्ही?
हो, त्याला आम्ही कॅसीओ म्हणायचो. कारण तो
अच्छा. जेव्हा तुम्ही कॅसीओचा हां, हां. बोला.
हो, तो एवढा लहान होता ना आणि तो एवढा छान मध्ये म्हणजे त्याचा आवाज भुंकण्याचा पण एकदम असं सूरमध्ये असायचा, तर त्यामुळे मी त्याचं नाव कॅसिओ ठेवलं होतं.
अच्छा, अच्छा. हं. हां. ओके. तर जेव्हा त्या क्रॅसिओचा मृत्यू झाला, तर तेव्हा तुमच्या कुटुंबाने तुम्हाला किंवा समाजाने, की बाबा ज्या अ, म्हणजे नाही का, त्यांनी जी एक सवय लावली होती, ती तर तुम्ही आजतागायत कायम केलेली असेलच. तर तेव्हा तुमच्या घरच्यांनी काय केली साथ दिली, का तुम्हाला विरोध केला? की काय अ, म्हणजे नाही का? एका कॅसिओसाठी तू रडत बसली आणि असं-तसं.
नाही, नाही, त्यांना माहिती होतं की मला अ, जनावरांशी, पक्ष्यांशी खूप प्रेम आहे आणि मी ॲनिमल रेस्क्यूमध्ये ॲक्टिव्ह असते. तर त्यांनी खूप हो, त्यांनी खूप साथ दिली. त्यांच्या अ, साथ देण्यामुळेच मी हे सगळं करू शकले. आणि जर त्यांनी का साथ नाही दिली असती, तर मला नाही माहिती मी काय केलं असतं. मला असं वाटतं की तरी मी ते काम केलं असतं, पण थोडंसं लपून-छपून केलं असतं. पण त्यांच साथ होती, त्यामुळे मी भरपूर प्राण्यांना वाचवू शकले. पण याचं काही वेगळंच होतं, माहिती आहे का. कारण मी कधीही कुठल्या जनावराला घरी नाही आणलं होतं, पण हे छोटूसं असं बाळ होतं आणि माझ्या काकांच्या मुलानेच त्याला आमच्या दारी आणलं होतं, म्हणून मी त्याला घरी माझ्याजवळ ठेवलं. म्हणून त्याचं मला जरा जास्तच प्रेम होतं त्याच्यावर आणि खूप लळा लागला होता.
अच्छा, अच्छा. हो जसं की तुम्ही बोललात. अगदी बरोबर. हो, हो, हो, हो. अच्छा. हं, हं, हं, हं. अच्छा, अच्छा. हां ओके. मी समजू शकतो ॲक्चुअली तुमच्या भावना. तुमच्यावर काय बितली असेल की तुम्ही एकदम जीवापाड प्रेम केलं, एक जपलं आणि त्या कॅसिओला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. बट अ, आणि तुमची दैनंदिन जी दिनचर्या आहे, ती पण कुठेतरी सुधारण्यात त्याची मदत झाली, असं म्हणायला वावगं ठरणार नाही. तर हा जो बदल घडला तुमच्यात, तो दीर्घकालीन सकारात्मक होता की एक तात्पुरत्या स्वरूपाचा? किंवा त्या कॅसिओच्या जाण्यानंतर तुम्हाला काय-काय अडचणींना सामोरं जावं लागलं?
अडचणी तर काही नाहीच, म्हणजे सगळ्यात मोठं असं दुःखच होतं, की आता तो नाही आहे. तर आता मला सकाळी कोण उठवणार? पण अ, काय झालं माहिती आहे का, आपोआप माझे डोळे उघडायला सुरू झाले. कारण 10 दिवस जे तो होता माझ्याकडे, तो रोज त्याच वेळेला मला उठवायचा सकाळी. तर मला ती एक सवय झाली आणि अ, मी आपोआप सकाळी माझे त्यावेळेला डोळे उघडायचे आणि मी सगळी तयारी वगैरे करून, सगळं त्याच वेळेचा पालन करून मी त्याच एक टाइम टेबल सेट झालं माझं.
बरोबर. हां. अच्छा. अच्छा. हां, हां, हां. अच्छा, अच्छा. खूप छान.
की ह्या-ह्या वेळेवर जसा तो असताना मी करायचे, तसंच मी त्याच्यानंतरही करायला लागली.
अच्छा, म्हणजे त्याच्या मृत्यूने, जो तुमच्या आयुष्यात अ, आपल्याला म्हणता येईल, एक अ, काय बोलतात ना एक अ, एकटेपण किंवा जर नाही खालीपण हा खालीपण जे निर्माण झालंत, तर तुम्ही त्यांनी जे लावलेलं सवय आहे त्यातून एक जपण्याचा जोपासण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून म्हणजे नाही का तुमच्या तो सदैव आठवणीत राहावा, असं आपल्याला म्हणता येईल का?
हो ना एकदम. खूपच असं त्याची आठवण भरपूर येते आजही. पण आजही सकाळी लवकर उठलं ना, की असं वाटतं की तो असतं, तर किती छान. मी त्याच्याबरोबर वॉकवर गेले असते आणि खेळले असते आणि आजूबाजूला किती असं छान सुरात असं भुंकलं असता.
हं, हं, हं. बरोबर, बरोबर. हं, हं, हं. <chuckles> अगदी बरोबर अगदी बरोबर. मी समजू शकतो आपल्या भावना म्हणजे नाही का, एकंदरीत. की त्या म्हणजे नाही का, कॅसियोने तुम्हाला किती लळा वगैरे लावला असेल. अ, जसं बघा, तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं आणि त्यामुळं त्याच्या मृत्यू, जाण्या म्हणजे त्याच्या जाण्याने, तुमच्या आयुष्यात खूप काही बदल घडले. जर असाच बदल समजा एखाद्याला प्रेम झालं आणि त्यामध्ये काही प्रेमभंग झाला किंवा त्या प्रेमाचं स्वरूप वेगळं असेल, तर त्यामध्ये काही दुरावा आला किंवा काही कठीणाई आली, तर असा जर अ, त्यातून जर बाहेर निघायचं असेल, आयुष्य बदलण्यासाठी. तर कोणता बदल आपल्याला करावा लागेल ओ? आणि काय छोट्या-छोट्या स्टेप उचलावं लागेल असं आपल्याला वाटतं? आणि कोणत्या गोष्टी ज्यापासून सावध राहायला लागेल? जसं की बघा, तुम्ही बोललात, की त्याच्या जाण्याने तुम्ही एक स्वतःशी निर्णय केला डायरी वाचून, की मी त्यांने ज्या सवयी लावल्या होत्या, त्या व्यवस्थितपणे करेल. आणि खूप सारे लोकं काय होतं, अशा आपली जवळची व्यक्ती जाण्याने आयुष्य जर बदललं अचानकपणे, तर टोकाचं पाऊलही उचलतात. तर अशा वेळेस त्यांनी काय केलं पाहिजे? की जेणेकरून नाही का, की त्यांच्यावर म्हणजे एक आयुष्य बदलल्यामुळे वाईट परिस्थिती ओढवते, ती ओढवणार नाही.
हं. हो. असं ना, ह्याच्यावर मला एक आठवण येतो, माझ्या एका मित्रासोबत असं झालं होतं, की तो ऑफिसमध्ये जिथे काम करत होता तिथे त्याचं एका ऑफिसमध्येच त्याची जी मुलगी काम करत होती. तिच्यावर त्याचं प्रेम झालं आणि अ, असं त्यांचं बोलणं वगैरे चालू होतं, म्हणजे ती दुसऱ्या डिपार्टमेंटचीच होती आणि रोज त्यांचं असं बोलणं चालू होऊन खूप त्याला तिच्यावर प्रेम होतं. पण नंतर मग 2-3 महिन्यानंतर त्याला कळलं की तिचं आधीच लग्न झालेलं आहे. आणि तिने ते कोणालाच सांगितलं नव्हतं तिथे आणि ती पण अशी, म्हणजे 2-3 अफेअर तिचे चालू होते, तर त्याच्यामुळे त्याला भरपूर धक्का लागला आणि तो खूप हो, आणि म्हणजे तो म्हणतो ना, हार्टब्रेक सिव्हिअर असं होतं, तसं झालं. आणि तो अगदी अ, त्याने ती नोकरीच सोडली आणि एकदम घरी रडतच बसला होता, खूप डिप्रेशन झालं. तर अशा वेळी मग आम्ही मित्र-मैत्रिणींना खूप दिवस लागले त्याला समजवायला आणि त्याला बाहेर आम्ही जायचो त्याच्यासोबत आणि त्याच्याबरोबर गप्पा मारायचो आणि त्याला सांगायचो की आता तू जरा सावध राहा आणि तू हे असं सगळं, कोणावर असा आंधळा विश्वास नको ठेवू.
अच्छा. हां, हां. अच्छा. अच्छा. अरे बाप रे! बाप. काय बोलता? प्रेमभंगत झाला असेल डायरेक्ट. हो, हो, हो. अरे बापरे. अच्छा. हं, हं, हं. बरोबर.
तू जरा, जर असं काही असेल, तर तू त्याच्या त्या व्यक्तीची जरा विचारपूस कर की कोण आहे? काय आहे? है ना, तर असं आपण सावध राहायला हवं तर ही काळजी थोडी घ्यावी लागते मला असं वाटतं.
हां, हां. अगदी बरोबर. म्हणजे जसं की त्याचा हार्टब्रेक वगैरे झाला, तर त्यातून तुम्ही त्याला सावरायला मदत केली की "तू टोकाचं पाऊल उचलू नको" किंवा म्हणजे त्याचं सांत्वन केलं, असं आपल्याला म्हणता येईल. आणि नक्कीच त्यामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला घडलेला दिसला का? तो म्हणजे तुम्ही बोललात की त्यांनी नोकरी सोडली वगैरे, मग त्याने शहर वगैरेपण बदललं का?
हो. नाही, शहर नाही बदललं, त्याने नोकरी सोडली. हे तर खूपच चांगलं झालं. कारण त्यानंतर त्याला जिथे नोकरी लागली, तिथे त्याला प्रमोशनपण भराभर मिळायला सुरुवात झाली आणि मला असं वाटतं की हा देवाचा आशीर्वादच असेल की असं काही घडून मग त्याचं अ, चांगलं प्रोग्रेसच झालं पुढे.
हो, हो, हो. अरे! वाह, वाह, वाह, वाह! म्हणजे नक्कीच नक्कीच, जसं तुमच्या आयुष्यात कॅसिओ आला आणि तुमचा जो आळस आहे तो सुटला; म्हणजे आयुष्यात प्रेमाने तुमच्यात खूप बदल झाला, तसंही त्या म्हणजे नाही का, त्याला पण म्हणजे देवदूतच म्हणावं लागेल, एखादा भेटला की त्याचा प्रेमभंग झाला आणि त्यातून बघा, तो दुसऱ्या नोकरीत जाऊन भराभर त्याने प्रगती केली.
हो ना. हो, अगदी बरोबर! असंच झालं आणि मला असं वाटतं की तर एक घटना जी आपल्या आयुष्यात घडते, त्याला जर आपण अ, पॉझिटिव्ह वेमध्ये पाहिलं आणि काहीतरी आपण त्याच्यावरून शिकून घेतलं, तर ते आपल्यासाठी फायदेशीर राहतं.
अगदी बरोबर, अगदी बरोबर. खूप छान अशा नाही का, म्हणजे तुम्ही प्रेमाने आयुष्य कसं बदलतं आणि त्यातून म्हणजे नाही का, काय बोलतात, सकारात्मकता कशी घ्यावी, तर याचे नक्कीच तुमच्याकडून धडे घेण्यासारखे, म्हणजे नाही का तुमचे मुद्दे आहेत. आणि त्याची तुम्ही मांडणी केली, ती एकदम म्हणजे नाही का एक कौतुकास्पद आहे. खूप-खूप धन्यवाद तुमच्या वेळेसाठी आणि तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल. आपण पुन्हा भेटूयात.
हो मलाही खूप मजा आली तुमच्याशी बोलायला, आपण पुन्हा भेटूया. खूप-खूप आभार तुमचे आणि धन्यवाद.
धन्यवाद.